अ, म म्हणजे खूप गाणी आहेत मला अ, म जसा विवाहाचा माझा प्रवास आहे ना, त्या प्रत्येक अ, प्रवासाच्या छोट्या-छोट्या अ, वळणांवर किंवा छोट्या-छोट्या अशा दिवसांवर एक-एक अ, आठवण त्या गाण्याशी जोडलेली आहे किंवा मी ती कनेक्ट केलेली आहे, असं आपण <chuckles> म्हणू शकतो. म्हणजे खरी-खरी आठवण गाण्यामध्ये जोडलेली नाहीये, पण अ, मला त्या, त्या माझ्या अ, सिच्युएशन्सना ती, ती गाणी अ, सुचली, म्हणजे माझ्या पूर्ण लग्नाच्या प्रवासात.
हां, हां. हां, हां. अरे वाह! अह! वॉव! अरे वाह, वाह, वाह! हं, हं, हं, हं मस्त. मग आता अशी कोणती, कोणती गाणी लगेच लग्न म्हटल्यावर आठवतायेत. काही सांगाल का? एखादं ओठावर येत असेल, तर एखादं गाणं गुणगुणाल का? ऐकायला नक्की आवडेल?
तर. अ, अं हो. नक्की, नक्की, नक्की, तर जेव्हा मी माझ्या नवऱ्याला पहिल्यांदा भेटले होते. अर्थात आमचं अरेंज्ड मॅरेज आहे. तर अ, मला असं नेहमी वाटतं, की अरेंज्ड मॅरेजना असं जितकं मुरतं तितकं अ, त्याची गोडी वाढत जाते. तर अ, आणि मज्जा असते त्याच्यात, म्हणजे सुरुवात, मग त्याचा मध्य आणि अ, मग ते एकमेकांना ओळखून घेण्याचं स्ट्रगल आणि सगळीच खूप धमाल असते. तो एक प्रवास एकंदर खूप छान असतो, तर अ, ज्यावेळेला मी त्याला पहिल्यांदा भेटले होते तेव्हा अ, माझा माझा माझ्या बाजूने जेव्हा होकार नक्की झाला होता तेव्हा हे गाणं मला आठवलं होतं हं, हं.
हं, हं. अरे वाह! हां, हां. अरे वाह! हं, हं, बरोबर. बरोबर. नक्कीच. हं, हं, हं. ओके. हं, हं.
पाहिले ना मी तुला. तू मला ना पाहिले, ना कळे कधी, कुठे, मन वेडे गुंतले पाहिले ना मी तुला.
वाह!
तू मला ना पाहिले हे गाणं अ, मी जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटले होते. अ, तेव्हा मला आठवलं होतं. <chuckles>
अरे वाह! माझ्या मते हे अ, खूप जुनं गाणं आहे बऱ्यापैकी आणि आय थिंक कुलदीप पवारांवर ते गाणं एक आय थिंक हे झालेलं आहे. अरे वाह, वाह, वाह! सुंदर सुंदर हं.
हो, हो, हो. येस, हो, हो कुलदीप पवारांवर आणि तसं तर अरेंज्ड मॅरेजच्या प्रवासामध्ये काही आपण अ, सुरुवातीपासून एकमेकांना बघितलेलं नसतं, ओळखत नसतो. पण तरी ते असाच एक क्लिक होतं ना पहिल्या भेटीत आपल्याला, की हां अ, म्हणजे आमच्या गप्पाही अशाच झाल्या होत्या, की आम्ही बरीच वर्षं एकमेकांना ओळखतो. अशा गप्पा आम्ही खूप तासंतास मारल्यात. म्हणून मला अ, खास हे गाणं आठवतं, आठवलं होतं त्या सिच्युएशनसना.
बरोबर. राइट. वाह! <chuckles> अरे वाह. व्हेरी गुड, मग आता या म्हणजे तुमची पहिली ओळख झाली तुम्ही म्हणताय, तर त्याप्रमाणे कसा म्हणजे पुढचा प्रवास आणि नंतर त्यातली गाणी कोणती, कोणती आहेत अजून सांगाल का? म्हणजे प्रसंग आणि त्यांची रिलेटेड गाणी सांगाल का?
<chuckles> हो.